तर आत्ता आपण पाहतोय, की विज्ञानात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे, तर आता तुम्हाला काय वाटतं, की आत्ता आपण टेक्नॉलॉजी शिवाय एक दिवस कशा पद्धतीनं घालवू शकतो?
हं. पहिलं तर, हा जो विचार आहे, तो खरंच खूप अ, घाबरड घाबरवणाराचं आहे. जसं की कारण आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे, तीच अलार्म पासून होते, जसं की आपण अ, उठायला देखील, आपण फोनचाच वापर करतो, जसं की आपण अलार्म लावतो. आणि तो देखील फोनवरच लावतो. पण मग अ, लगेच मला असं वाटतं, की जर खरंच आपण टेक्नॉलॉजी शिवाय एक दिवस राहायचं असेल, तर थोडंसं डिटॉक्स मिळेल आपल्याला. आणि जर असं हो, आणि मन देखील मोकळं होईल आपलं.
अ, हो. नक्कीच. अ, हो. खरं आहे. अवघड आहे, तसं म्हणता येईल पण. हं, हं. पण आता टेक्नॉलॉजीचा जर का तुम्ही वापर करायचा नाही म्हटलं दिवसभरात, तर म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने, आता तुम्ही ऑफिसमधली काही कामं वगैरे करत असाल, तर त्या ऑफिसमधल्या कामांमध्ये आता तुम्ही नेट वापरत असाल, इंटरनेट असेल, फोन असेल, तर ह्या गोष्टी नसतील, तर ती कामं कशा पद्धतीने तुम्ही करू शकता, का करणं जवळपास अशक्यच आहे? काय वाटतं तुम्हाला?
हं. हं, हं. कारण कसं आहे बघा ना, ऑफिस अ, म्हणजे पहिली गोष्ट तर, आपल्या अ, जे मेल्स असतात, ते देखील आपल्याला अ, मेल आपल्याला तपासता येणार नाही. पण त्याशिवाय असं वाटेल, की सुरुवातीला पण काही वाटेल, की आपल्याला खूप अशी बेचैनी होईल. पण नंतर, हळू-हळू थोडंसं रिलॅक्स वाटू लागेल. आणि मग संध्याकाळ मात्र खूप, संध्याकाळ आणि रात्र खूप अवघड होऊन जाईल. कारण का? आपल्याला स्क्रॉलिंगची सवय असते, की आपण दिवसभर स्क्रॉलिंग करत असतो. रील बघत असतो. आणि मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कठीण होऊन जातील. कारण आपण अ, टेक्नॉलॉजी शिवाय राहूच शकत नाही. कारण आपल्याकडे जर आपलं पेमेंट आहे. किंवा जरी ऑफिसची जी अटेंडन्स देखील आहे ना, ती देखील आपली अ, म्हणजे आपल्याला त्यासाठी फोन लागतो, जसं की आपल्याला सेल्फी काढावा लागतो किंवा त्यासाठी आपल्याला वायफाय लागतो. भरपूर गोष्टी लागतात. मग ते असं आहे.
हां. खरं आहे. हं. नक्कीच. हो. खरं आहे. अ, रील्स वगैरे पाहणं. हां. हं. हो. नक्कीच. अ, आपण तर, असं कोणतं वाटतं तुम्हाला? की कोणत्या क्षेत्रावर जास्त आता मनोरंजनाचं साधन, जर का सगळ्यात चांगलं म्हणायचं झालं, तर आत्ता आपली मनोरंजनाची जी सगळी ही साधनं आहेत, ती जवळपास अ, टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आणि त्यात, जर का आपण उदाहरण, जर का धरलं लहान मुलांचं, तर लहान मुलांना तर आता फोन असल्याशिवाय किंवा ह्या गोष्टी असल्याशिवाय, त्यांचं जेवण असेल किंवा मनोरंजन टीव्हीवर असेल, ह्याच गोष्टी. जर ह्या गोष्टी नसतील, तर तुम्ही एक दिवस त्या मुलांबरोबर तुमच्या कशा पद्धतीने घालवाल?
हं. हो ना. हो. हं. हं. हं, हं, हं. पहिली गोष्ट तर लहान मुलांना मोबाईल देणं हे खूप अत्यंत चुकीचं आहे माझ्या मते. तर हां. तर मग त्यांच्या सोबत, कारण आपण हातामध्ये मो फोन पकडतो ना, मग त्यांना पण वाटतं, की फोन आपण देखील म्हणजे जे आपल्या हातात असेल तेच त्यांना देखील घ्यावसं वाटतं. तर मग त्याच्यामुळे जर आपण जर हातामध्ये पुस्तकं घेतली किंवा काही ड्रॉइंग करायला घेतलं. म्हणजे चित्र काढायला, पेन, पेन्सिल किंवा पेपर्स घेतले. तर ते देखील ते घेऊन बसतील. जर आपण मैदानी खेळ खेळले. बाहेर आपण फिरायला गेलो. गार्डनमध्ये गेलो. रनिंग करतोय. डान्स करतोय. हां. ना कला. हो, डान्स करतोय. तर ते देखील त्याचं आपलं अनुसरूनच लहान मुलं असतं ते शिकण्याचा प्रयत्न करतं. तर मग असं आहे, की नक्कीच आपण, आपण देखील फोन शिवाय अ, म्हणजे वेळ घालवला पाहिजे. आणि त्यासाठी आपण देखील अ, जसं की एक्सरसाइज, योगा अ, व्याया व्यायाम म्हणजे के केलाच पाहिजे आपण त्यासाठी. हं.
हो नक्कीच चुकीच आहे. हो, हो. वाटणार की नक्कीच वाटणार. हां. हां. किंवा एखादी कला वगैरे शिकणं असेल. हो, नक्कीच. हं. हं, नक्कीच केला पाहिजे. पण आता टेक्नॉलॉजीत आपण पाहतो की आत्ता आपल्याला जर का कुठं प्रवास करायचा असेल, तर प्रवास करायचा असताना सुद्धा आपल्याला आत्ता सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. जर का आपल्याकडं म्हणजे गाडी असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये, मेट्रोपासून रेल्वे, विमान या सगळ्या सोयीसुविधा आहेत. जर का असं वाटत नाही का की जर का तुम्हाला एक दिवस जर का ही टेक्नॉलॉजी जर का तुमच्या आयुष्यातुन काढून टाकली, तर तुमच्या दिवसभराच्या म्हणजे तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा भाज्या आणण्यासाठी जात असाल. दिवसभरात तुमची जी काही दिन दिनचर्या असेल. ती कशा पद्धतीने तुम्ही पार पाडाल? जर का तुम्हाला बाजारात जायचं असेल, ऑफिसमध्ये जायचं असेल तर काय? किंवा ह्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता?
हं. हं. हं. हं, हं. नक्कीच. कारण आप हो, नक्कीच. कारण आपल्याला सवय काय असते, की आपण पेमेंट देखील जे अ, बाजारात जरी आपण खरेदीला गेलो, तरी आपण पेमेंट देखील आपण अ, म्हणजे यू-पी-आयच वापरतो. ऑनलाईन पेमेंटच करतो. आणि जर आपल्याला कुठे जायचं असेल जसं, की आपण Ola, Uber यासारख्या गोष्टी देखील आपण टेक्नॉलॉजीज वापरतोय. आणि अशा हो आणि आपल्या जर खायला ऑर्डर करायचं असेल तर भूक लावली तर आपण, म्हणजे असं आहे की आणि आपल्याला जर एमर्जन्सी आली. म्हणजे मला असा एक अनुभव आहे, की म्हणजे माझा 1 दिवस फोन नव्हता माझ्याकडे. तर मग असं झालं, की मी माझा, माझ्या पप्पांचा नंबर माझा पाठ होता. तो मी पाठ जर नसता, तर मला भरपूर प्रॉब्लेम झाला असता. तर मी सगळ्यांना सांगू इ हो सगळ्यांना मी सांगू इच्छिते जर तुमचा तुम्हाला जर पाठ करता येत नसेल, तर ऍस अ एमर्जन्सी तुम्ही तुमच्या घरातली कोणा कोणा मेंबरचा नंबर हा तुमच्याकडे ठेवला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला एकदमच खूप जास्त एमर्जन्सी आली, तर तो तुम्हाला उपयोगाला येईल. असं आहे.
हां. हो, नक्कीच. <chuckles> खरं आहे, खरं आहे. हां. काय आहे? हां. अवघड झालं असतं, बरच तुमच्यासाठी. हां. हां. नक्की. हो नक्कीच. पण आता तुम्ही जर का म्हणजे आता प्रवास करताना तुम्ही ह्या गोष्टींवर जर का पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे नसेल, तर ह्याच्यावर एक चांगला उपाय म्हणून तुम्ही आपले एक शारीरिक श्रम वगैरे होईल किंवा आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होईल. ह्या गोष्टी अशा वाटत नाहीत का तुम्हाला की बाबा, बाबा बरं झालं बाबा, ह्या गोष्टी जर का नाही आहेत तर तेवढीच आपल्या शरीराची हालचाल होईल. आणि आत्ता ज्या पद्धतीनं आपण माणसाचं आयुष्य बघतोय त्या पद्धतीनं म्हणजे, अ, घरातून बाहेर निघलं, की पायऱ्या उतरत असतील तेवढेच शारीरिक श्रम. त्याच्यानंतर आपण जी काही आपली गाडी असेल ती गाडी काढायची, तिथून ऑफिसपर्यंत. ऑफिसमध्ये सुद्धा पुन्हा एसीमध्ये बसून वगैरे तिथे सुद्धा जेवढं पायऱ्या आहेत. तिथे सुद्धा लिफ्ट असेल तर तिथे सुद्धा शारीरिक श्रम नाही. मग तुम्ही अशा पद्धतीने पाहता का? की ह्या गोष्टीकडे की बाबा पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा एखाद्या क्षेत्रात जर का टेक्नॉलॉजी नसेल, तर ती काही आपल्याला गोष्टींमध्ये फायदा सुद्धा मिळवून देऊ शकते. उदाहरणार्थ मी आत्ता म्हटलं, की स्वास्थ्याच्या बाबतीत ह्या गोष्टी जर का नसतील, तर शारीरिक श्रम झाल्यामुळं आरोग्य सुद्धा चांगलं राहील.
हं. हो. हं. हो, हो. नक्कीच. हं. हं. हो, हो. बरोबर आहे. नक्कीच आपलं अ आरोग्य देखील चांगलं राहील. जसं की आपण नोटिफिकेशन सतत बघत असतो. त्याच्यामुळे आपल्याला अ, ब्रेन फ्लॉगिंग होतो. आपल्याला आपण विस्मरण होतं आपल्याला एका प्रकारचं. आणि आपल्या अ, शरीरासाठी देखील ते चांगलं नाही. अ, जर महिलावर्ग असेल त्यांचे हार्मोन्स देखील त्याच्यामुळे इम्बॅलन्स होतात. तर हं, एकंदरीत आपण टेक्नॉलॉजीचा जास्त, म्हणजे वापर करा टेक्नॉलॉजीचा, पण तो जास्त देखील करू नका जेणेकरून तुम्हाला त्रास होईल. तर व अ ज जा हं. टेक्नॉलॉजी जर जास्त आपण वापरली नाही आपण, तर मग एकंदरीत आपल्यालादेखील आपण अ, शांततेचा, निसर्गाचा देखील अनुभव घेऊ शकतो असं मला वाटतं.
नक्कीच. हं, हो. नक्कीच होतं. हो, नक्कीच. हं, म्हणजे आ तर असं वाटतं हो, नक्कीच. म्हणजे मानसिक शांतता मिळवण्यासाठी असं म्हणता येईल, की टेक्नॉलॉजीपेक्षा नसली, तरी चालेल मानसिक शांतता मिळवण्यासाठी. कारण टेक्नॉलॉजीच्या आधारावर आपण अ, बरेच शारीरिक श्रम तर क कमी करतोय. मग तिथं त्या गोष्टी सोयीसुविधा टेक्नॉलॉजी द्यायचं जास्त काम करते. पण आरोग्यावर कुठेतरी निगेटिव्ह प्रभाव होतोय किंवा असं वाटत नाही का की तुम्हाला, की टेक्नॉलॉजीमुळं लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय किंवा त्यांच्या शरीराच्या हालचाली कमी होत आहेत? तर
नक्कीच. हं, बरोबर. हो, हो. नक्कीच, खूप खरंच. खरंच, खरं भरपूर होतो या गोष्टींमुळे त्यांच्यावर परिणाम. कारण बघा ना ते सतत जेवताना देखील त्यांना मोबाईल लागतो. जर मोबाईल नसेल, तर ते जेवत देखील नाही. मग ह्याच्या ह्यामुळे काय होत आहे, की त्यांना अ, म्हणजे जेवत नसल्यामुळे त्यांची देखील झोप किंवा त्यांना अ, बिघाड होते त्यांच्या शरीर व्यवस्थेत. कारण का त्यांचं वय हो. त्यांचा दिनचर्या बिघडते. तसंच त्यांना कारण कसं असतं लहान मुलाचं हे अ, तेव्हाचा जो काळ असतो. जास्त एक्टिव्ह राहण्याचा टाईम असतो. आणि त्या टाईममध्ये ते मोबाईल वापरत आहेत किंवा एखाद्या अशा गोष्टींवर अवलंबून राहतात. तर त्यांची चिड-चिड होते, रडणं होणार. त्यांना झोपेवर परिणाम होणार आणि एकंदरीत त्यांच्या पूर्ण आरोग्यावर देखील परिणाम होणार असं होत आहे.
हां. नक हां. किंवा दिनचर्या बिघडते सगळी. हां. हं. नक्कीच, नक्कीच. हां. तर तुम्ही तुमच्या घरात कोण लहान वगैरे असेल तर असा कधी अनुभव घेतला आहे, का की तुम्ही की बाबा, ह्याचा प्रभाव मी माझ्या घरात सुद्धा पाहते, की मुलांचं बाबा टेक्नॉलॉजी जर का 1 दिवस जर का टेक्नॉलॉजी नसेल, तर लहान मुलांचं सुद्धा किती म्हणजे अवघड होऊन जाईल, की जे आत्ता जवळपास अ, 6-7 वर्षाचे असले तरीसुद्धा त्यांना जरी वापरता येत नसली टेक्नॉलॉजी जरी ती नसेल, तर त्यांच्या सुद्धा आयुष्यावर किती मोठा प्रभाव होऊ शकतो? अशा काही गोष्टी तुम्ही तुमच्या पातळीवर वैयक्तिक पाहिल्यात का?
हो, हो. नक्कीच. हो. यावर हो. हो मी पाहिलंय ना. कारण काय आहे अ, माझी माव माझ्या मावशीचा जो एक मुलगा आहे छोटा, तो 2 वर्षाचा आहे आणि त्याला अशी सवय लागली आहे, की तो जेव्हा जेवतो ना अ, मी आत्ताच त्याला भेटली मागे अ, काही दिवसांपूर्वी. तर तो जेव्हा जेवतो ना त्याला कंपल्सरी अ, टी म्हणजे त्याला मोबाईल किंवा टीव्ही बघायलाच लागतो नाय आणि त्याच्यावर पण स्पेसिफिक त्याला ते कार्टूनच लागतं आणि अ, तेच तो बघतो आणि त्याच्याशिवाय तो जेवतदेखील नाही आणि अजून एक दुस दुसरी गोष्ट त्याची अशी आहे, की तो त्याला झोपताना कंपल्सरी एसी लागतो. जर लाईट गेली, एसी गेला तर मग त्याला आणि तो एसीचा जो आवाज येतो ना आपला टिक टिक थोडासा, त्या तो आवाजामुळे त्या आवाजाचा पण त्याला इतका हे झालाय, की तो त्याला आवाजदेखील लागतो. आपण असं त्याला सांगू शकत नाही की एसी लावलाय आम्ही. नाही त्याला तो आवाज किंवा ती लाईट असते ना थोडीशी त्याच्यावर त्याचं म्हणजे मी अं, असं इतका तो डिपेंडन्सी त्याची झालेली आहे
हं. हं. <laughs> नक्कीच. अ, हां. हां, बरोबर आहे की. हां, हां. <laughs> हां. आलं लक्षात. <chuckles> म्हणजे अजून न त्या गोष्टी जरी समजत नसल्या तरी छोट्या वगैरे गोष्टी बघून तो अंदाज लावू शकतो. <chuckles> मग
हो. हो. नक्कीच. तेच तर. मला देखील हे खूप आश्चर्यजनक वाटलं, जेव्हा मी ही गोष्ट बघितली आणि अ, खरंच म्हणजे मला वाटलं, मी माझ्या मावशीला बोलले देखील, की अगं म्हंटलं, "हे म्हणजे मला हे चांगलं वाटत नाहीये." तर ती म्हणते, "काय करणार आम्ही? जे तो जेवत सुद्धा नाही. जर ते असं लावलं नाही तर ते अ, कार्टून किंवा
<chuckles> हं. हं. नाही खरं आहे, की म्हणजे तसं म्हनलं तर ही टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं आपल्याला काही गोष्टीत सोयीस्कर आहे, त्या पद्धतीने काही गोष्टीत नकारात्मक प्रभावसुद्धा आपल्याला पाहतोय आपण. तरं हं.
नक्कीच, आणि मला असं वाटतं ना, की अ, जर टेक्नॉलॉजी असेल टेक्नॉलॉजी नसेल तर आपण दोन्ही जर असेल त्या त्याच्यामुळे आपण जगतच आहोत. जी टेक्नॉलॉजी असताना देखील आपण जगतच आहोत. पण जर नसेल तर तरीदेखील आपण एक साधी अ, म्हणतात ना जीवनसरणी जशी ती देखील आपण आत्मसात केली पाहिजे. जेणेकरून जर टेक्नॉलॉजी पूर्णच बंद झाली, तर त्याचा आपल्याला एकदम म्हणजे पूर्ण जास्त अ, परिणाम देखील होणार नाही, की अरे काय झालंय? एकदम आज जीवनातला असा रस जातो ना आपला, तसं काहीसं होणार नाही. मग आपण दोन्ही गोष्टी कारण का आपण बघा ना आपल्या लहानपणापासून आपण त्या दे टेक्नॉलॉजी आलेलीदेखील पाहिली आहे आणि टेक्नॉलॉजी अ, न नसलेलीदेखील पाहिलेली आहे. त्यामुळे आपण मला असं वाटतं, की या दोघांमध्ये थोडासा बॅलन्स आपल्याला करता आलं पाहिजे. जेणेकरून स काय होईल, की ते टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर तर आपण घेतच आहोत, पण काही कालांतराने आपण जर अ, असं होईल, की समजा फोन नाही वापरायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीत WhatsApp नाही वापरायचाय, तर एकदम भावनिक त्रास आपल्याला झाला नाही पाहिजे. असं मला वाटतं
हं. हां, नक्कीच. हां. नक्कीच. हां. खरं आहे की. <chuckles> हो, नक्कीच, नक्कीच पाहिली. हां. हां. खरं आहे. हां, म्हणजे त्या गोष्टींची पूर्णतः सवय आपल्याला होता कामा नये, असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
हो म हो, असंच मला म्हणायचंय. बरोबर बोललात तुम्ही एकदम.
अं, हां, तर आता वृद्धांमध्ये आता टेक्नॉलॉजीचा वापर आपण वृद्धांमध्ये बघतोय, की आता म्हणजे उदाहरणार्थ त्यांना काठी असेल किंवा त्यांचं आरोग्य चांगलं राहीलं. मेडिकल फील्डमध्ये सुद्धा टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्याच्यामुळे शारीरिक त्रास तर वृद्धांचा जो काही असेल, तो टेक्नॉलॉजीच्या आधारावर आपण कमी करत चाललोय. पण असं कुठं तुम्ही अनुभव घेतलाय का? की ह्याच टेक्नॉलॉजीमुळं अं, जे मोबाईल असतील किंवा अ, आपण जे काही ऑनलाईन सोशल मीडिया वापरत असेल त्यामुळे वृद्ध कुठेतरी एकटेपणाचा सुद्धा शिकार होत चाललेत असं काही?
हं, हं. हं. हो. हो, हो. नक्कीच, मला असं वाटतं, कारण काय झालंय, आजकाल आपण, आपण देखील मोबाईल वर असतो. आपल्या आई-बाबांना देखील त्यांना देखील WhatsApp वगैरे माहिती आहे. पण जे आपल्या आजी-आजोबा आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीये टेक्नॉलॉजी. मग ते काय करतात, त्यांना ते फक्त आपण जर त्यांना देखील आपण नुसतं भजन जरी लावून दिलं ना फोनवर, YouTubeवर किंवा दाखवलं ना, ते त्याच्यात देखील खुश होतात, असं आहे. पण मग त्या गोष्टी आपण त्यांना दाखवल्या पाहिजेत, की असं, असं असतं. दे मग ते देखील घेतील आणि ते देखील आपल्यात मिक्स होतील. जर पण आपण ह्याच्या उलट असं केलं, की फक्त आपणच अ, मूव्ही बघतोय किंवा आपणच YouTubeवर बघतोय काही गोष्टी. हं. आणि त्या दोघं बिचारे ते आजी-आजोबा काहीच करत नाहीत. मग त्यामध्ये त्यांना देखील इंटरेस्ट नाही होणार आणि आणि त्यांना देखील असं थोडं एकटं पडल्यासारखीची भावना येईल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं ना, की आपण त्यांना देखील या नवीन टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये, आपण त्यांना देखील सामावून घेतलं पाहिजे. कारण की जर त्यांना माहिती नसेल तर त्यांना सांगितलं पाहिजे, की "हे बघा आजोबा की आता आपण घरी देखील आपल्या ऑर्डर करू शकतो जेवण किंवा आपण ऑ ऑनलाईन तिकीटं बुक करू शकतो डायरेक्ट किंवा आपण एखादी गोष्ट ऑनलाईन दर्शन घेऊ शकतो." आता त्यांना ऑनलाईन दर्शन तर तेही घेऊ शकतात. जसं की त्यांना आता त्यांचं वय झालं असल्यामुळे ते काही ठिकाणी नाही जाऊ शकत दर्शनाला. तर आपण त्यांना ते देखील दाखवू शकतो, की आपण ऑनलाईन दर्शन करून घेऊ. ऑनलाईन आजकाल पूजा देखील होतात. मग तिथे अभिषेक देखील हां, त्या गोष्टी देखील करू शकतो आपण किंवा त्यांना ऑनलाईन भजनं दाखवू शकतो. अशा भरपूर गोष्टी म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचा युज आपण आपल्याला त्यांच्यासाठी करायचं आहे. तर ते स्वतः करू शकत नाही. आपण त्यांना नक्कीच त्याचा उपभोग किंवा अ, देऊ शकतो की त्या कशा आहेत, अशी ओळख तरी आपण त्यांना देऊ शकतो. कारण कसं आपण पण एके दि एके दिवशी वृद्ध होणार आणि आपल्यासाठी पण काही काही गोष्टी नवीन असतील. तर मग आपणच एक एखाद्याला म्हणजे जे दिसतं लहान मुलांना ते आपल्याकडे बघूनच ते देखील गोष्टी शिकतात. तर आपण आता चांगलं वागलो तर नक्कीच पुढे देखील आपल्याला इन अ, म्हणजे फ्यु फ्युचरमध्ये देखील आपली मुलं आपल्यासोबत एकदम चांगलं वागतील किंवा आपल्या आई-बाबांनी पण असं केलेलं आहे. तर मग त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल.
हां. हां. अं, नक्कीच, नक्कीच नाही <chuckles> हां. अं, हां. नक्कीच. अं, हां तो प्रत्येक जण आपापल्या फोन मध्ये आहे बसून. अ, हं. अ, हां. हं. खरं आहे ते. हां, नाहीच जाऊ शकत. हो, हो, नक्कीच, नक्कीच. अं, हां. हां, बरोबर आहे की. हं. अं, हो. नक्की जाणार आहे. <chuckles> हो, नक्कीच. अहं. हं, मग एक कसं वाटते, की माणसांना नक्की टेक्नॉलॉजी आणि आत्ता जी जे काही आपला मानसिक त्रास वगैरे आपण पाहतोय, एकटेपणा ह्यांचं संतुलन कशा पद्धतीनं राखता येईल आपल्याला? की दोन्ही सुद्धा गोष्टी आपल्याला एकत्र घेऊन चालता येईल? म्हणजे एकाच बाजूला विकास सुद्धा चालू आहे टेक्नॉलॉजीमध्ये आणि एका बाजूला ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आत्ता आपण म्हणालो, की लहान मुलांमध्ये बाबा ते अ, नाही त्या गोष्टींमध्ये अ, रंगतायत किंवा ते कार्टून चालतंय त्याच्यात बघत त्यांचं शारीरिक श्रम कमी होतंय किंवा वृद्धांमध्ये एकटेपणा वाढत चाललाय. मग ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्र घेऊन कशा पद्धतीनं चालवू शकतो? की ज्यात म्हणजे टेक्नॉलॉजी सुद्धा वापर करतोय आपण चांगल्या पद्धतीनं आणि ह्या सुद्धा समस्यांचं समाधान करतोय?
हं. हं, हं. हं. हं, हं, हं. मला तर असं वाटतं ना आपण 50-50 करायला पाहिजे. जसं की आपण एखाद्या गोष्टीचं एकदम अधीन नको जायला. जर फोन आपण पाहत नोटिफिकेशन त्याला एक लिमिट असलं पाहिजे की 7:00 च्या नंतर म्हणा किंवा 8:00 च्या नंतर मी टेक्नॉलॉजीचा युज नाही करणार हां, युज नाही करणार त्या गोष्टी, जेणेकरून मला त्रास होणार नाही. मी कुटुंबाला देखील वेळ देईन. त्यामुळे बॅलन्स होतील. समतोल आपण त्याचा राखू शकतो व्यवस्थित. आणि कसं आहे टेक्नॉलॉजीपासून दूर राहणं म्हणजे एखा आपण बोलू शकतो स्वतःशी संवाद साधणं आहे किंवा आपल्या कुटुंबाशी संवाद साधणं, असं नक्कीच आपण बोलू शकतो.
हां. नक्कीच. हां, म्हणजे व्यसन लागण्यासारखं नसावं म्हणजे. हां, मग आक हां. किंवा नक्कीच, आपण मागे तर पुन्हा जाऊ शकत नाही. कारण आत्ता जे विज्ञान ज्या पद्धतीने प्रगती करत आहे त्याचा फायदा कुठेतरी जास्त आहे. आणि नकारात्मक प्रभाव हे असणारचं आहे संक्रमण काळात की जोपर्यंत विकास होतोय, तोपर्यंत ह्या गोष्टींमध्ये हे अडचणी आहेत. त्याच्यावर सुद्धा उपाय निघतील, अशा पद्धतीने.
हं. हो. हं. हो ना. आणि असंच आणि असं झालं ना, म्हणजे लोकांना बघा ना, आजकाल फोनवर स्क्रोल करून वेळ घालवायचा नसतो ना कधी-कधी. म्हणून मग ते घरातल्या छोट्या-छोट्या लोक्स गोष्टींकडे लक्ष देतात. जसं की म्हणजे जसं की अरे वाह! चहा पण बनवलंय. अरे वाह! आज पाव अ, जेवण पण बनतंय. म्हणजे मांजर खेळताना बघतोय. म्हणजे फोनला चार्ज लावून पण लोकं मग या अशा गोष्टीकडे बघतात लोकं असं पाहिजे ना, की घरातलामध्ये वेळ जर टाईम मिळाला, तर आपण फोनकडे बघितलं पाहिजे. तर या उलट सगळं चाललं आहे हं. हं.
हं. <chuckles> हां. <chuckles> हां. <chuckles> हां. हां. तर ते उलटं होतंय, म्हणजे फोनमध्ये ज्यावेळेस आपलं फोन वापरू शकत नाही, त्यावेळेस घरच्यांना वेळ देतोय. आणि म्हणजे नसेल तरच घरच्यांना वेळ देतोय. नाहीतर मग फोन असल्यावर कोण घरच्यांकडे जास्त लक्ष देत नाही. म्हणजे तसं म्हणता येईल की टेक्नॉलॉजीचा जो अ, हे आहे तर मानसिक दृष्टिकोनातून थोडा त्रास आहे आणि जे शारीरिक श्रम किंवा बाकीच्या गोष्टींमध्येही आपल्याला काही सोयीसुविधा सुद्धा मिळून जात आहेत.
हो, हो. तेच झालं आहे. <chuckles> हो ना. बरोबर. हो. हं.
थोडक्यात. मग छान म्हणजे तुमच्याबरोबर बोलून तशी बरीचं माहिती मिळाली, की बाबा टेक्नॉलॉजीबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं दिवस घालवू शकता. मग ते लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसं असतील त्यांच्या दिनचर्येत कशा पद्धतीनं प्रभाव होईल? किंवा जे काही नकारात्मक प्रभाव आपण त्यांच्याबद्दल पाहतोय, ते आपण कशा पद्धतीनं दूर करू शकतो? ह्या बऱ्याचं गोष्टी म्हणजे तुमच्याकडून कळाल्या मला. तर छान वाटलं म्हणजे संभाषण करून तुमच्याशी.
हो. हो, हो. हं. मला देखील खूप छान वाटलं, माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करून. आपण नक्की पुन्हा भेटूयात.
नक्की, नक्की पुन्हा भेटुयात हां, चालेल. धन्यवाद.
धन्यवाद.